हां, हो. हो. म्हणजे पहिली मी जरा थोडीशी तापट होते, नाही असं नाही पण अ,
<laughs> अशी एखादी घटना म्हणजे की तुम्ही एकदम असेल सुद्धा लक्षात राहण्यासारखी नवीन-नवीन आल्या-आल्या?
हां, हां. हो. हां, हो. मग ते कसं झालं मी थोडंसं म्हणजे मेडिटेशन करायला लागले आणि छोट्या म्हणजे मामा-मामीचा सल्ला घेतला आणि स्वतःच्या प्रायोरिटीज बघायला लागले आणि थोडा मनावर असा कंट्रोल ठेवायला लागले की नाही आहे म्हणजे असं वागून कोणाचं चांगलं होणार नाही, म्हणजे आपल्याला पण फायद्याचं नाही आहे आणि नक्कीच आपल्या कुटुंबाला तर ते अ, तोट्याचच आहे. असं म्हणजे त्यांनी हां. म्हणजे त्यांनी समज दिली म्हणजे माझ्या मोठ्या मामांनी मला समज दिली की "तू नको बाबा असं वागू थोडी आता मॅच्युअर्ड हो, किंवा थोड्या जबाबदाऱ्या तू लक्षात घे आणि थोडा फटकळपणा कमी कर. म्हणजे तू 1 वेळ 1-2 कामं करू नकोस पण कुणाला असं अ, अ, मोठ्याने बोलू नकोस किंवा उलटं बोलू नकोस त्यानं पण फरक पडतो."
हं, हं. नक्कीच. हां. म्हणजे समजूतदारपणा थोडा. हं, हां. नक्कीच. हां. किंवा अ, हां. पुढच्या माणसाला राग येईल किंवा अशा पद्धतीने.
राग करू नये. हां, म्हणजे तुम्ही 1 वेळ काम करू नका पण असं बोलू नका. अशी जी माझ्या मामानं मला समज दिली ती मला म्हणजे खूप महत्त्वाची वाटली की माझ्या म्हणजे संसारामध्ये, "तू न हे भले 4 कामं करू नकोस, पण कुणाला दुरुत्तर देऊ नको, कुणाला उलटून बोलू नको किंवा फटकळ तुझा जो स्वभाव आहे, तो थोडासा तू आवर घालायला शिक त्या गोष्टीमध्ये." हां.
हं, हं, हं, हं. बरोबर आहे की ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे तोंडावर वगैरे असेल.
नियंत्रण ठेवलं पाहिजे हां, म्हणजे मला ते जरा अवघड गेलं, पण जसं-जसं काउन्सिलिंग झालं, आईनं सांगितलं, मामानं सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळे बराच फरक पडला आणि माझा संसार सांभाळायला मला फार मदत झाली आहे या व्यक्तींची. म्हणजे हां. आणि अ, आणि कसं असतं आपण पण त्यांनी किती जरी समजवलं तरी आपण पण अ, समजून घेणं आणि आपण पण समतोल ठेवणं महत्त्वाचं असतं. म्हणजे अ, स्वतः स्वतःमध्ये बदल आपण स्वतः केले पाहिजेत, बाकीची लोकं काय तुम्हाला 4 सल्ले देतात, पण आपण ठरवायचं असतं की आपण कसं वागायचं. हे आपल्या कुटुंबाच्या काय-काय प्रायोरिटीज् आहेत किंवा त्यांना काय आवडतं, हवं नको ते पण बघाय बघितलं पाहिजे. आणि त्यातूनंच अ, वेळ काढून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणा, हां.
हां. मग काय. खरं आहे नक्कीच. हो. बरोबर आहे की. <chuckles> नक्की. मग हे हां, मग आता हे वेळ तुम्ही कशा पद्धतीने काढता? किंवा तुमचं काहीतरी वेळापत्रक असेल ना हो. बाकी दररोजची ह्या-ह्या गोष्टी केल्यानंतर मी माझ्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठी स्वतःपण, स्वतःसाठी जो काही वेळ आहे. तुमची वेळ तुम्ही कशा पद्धतीने काढता दररोजचं काम मॅनेज करून? किंवा घरच्यांची बंधनं जिथपर्यंत आहेत त्याची सीमारेषा लक्षात ठेवून, तिथून पुढे कशा पद्धतीने वेळ काढता तुम्ही स्वतःसाठी असेल किंवा स्वतःच्या स्वतंत्र सांभाळण्यासाठी?
हो. हं. हां

न नाही, नाही. घरच्यांना इन्व्हॉल्व करते, की म्हणजे तुम्ही पण बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला पण जे तेवढाच चेंज होतो मला पण होईल. म्हणजे सगळ्या फॅमिलीसाठी करतो आपण, की म्हणजे एकट्या स्वार्थी विचार नाही करायचा. म्हणजे ते कधीच आपल्याला फायद्याचं नसतं. म्हणजे आपण आपल्या कुटुंबाचा पण केला पाहिजे विचार म्हणजे 4 लोकांचा. हां, तर त्यांच्या दृष्टीने आम्ही असं करतो प्लॅन आणि अ, मग बाहेर जातो. मग बाहेर थोडं वन डे ट्रिप, तिथं थोडा एन्जॉय करून, बाहेर जेवण वगैरे करून किंवा काय ते स्पॉट वगैरे बघून किंवा थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात फिरून वगैरे आउटिंग करून जरा मजा वाटते आणि तेवढंच जरा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि एकमेकांच्या गप्पा गोष्टी होतात, त्यामुळं शेअरिंग-केअरिंग पण होतं सगळं <scoffs> असं होतं. हां.
<chuckles> हां, बरोबर आहे. हां. बरोबर आहे की. तेव्हा तुम अ, हां. हां. हां. खरंच आहे. <chuckles> <chuckles> मग काय म्हणजे थोडक्यात संतुलन म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे तुमचंही बाहेर जाणं, फिरणं, छंद जोपासणं आलं आणि तुमच्या नियोजनात तुम्ही त्यांनासुद्धा आत घेतलय. त्याच्यामुळे कसं, की थोडक्यात त्यांची बंधनंसुद्धा कमी होऊन जातात म्हणजे.
हो. हो, हो. बंधनं कमी होतात, त्यांचीही बंधनं कमी होतात. त्यांना पण आपल्याबरोबर असं फ्री वाटतं. आपल्याला पण त्यांच्यासोबत फ्री वाटतं, म्हणजे बाबा ही आपला कुठेतरी विचार करती आहे, तर आपण पण तिचा कुठेतरी विचार केला पाहिजे असं त्यांना नक्कीच वाटतं आणि त्याचा मला अनुभव पण मिळाला आहे म्हणजे म्हणजे माझ्या एक्झामच्यावेळी म्हणा किंवा माझ्या वर्कलोडच्या वेळी वगैरे, त्यांच्याकडून भरपूर सपोर्ट मिळाला आहे मला. हो.
हां. नक्कीच. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे? नाही, नाही, नक्कीच. हं, हं. नाही, खरंय ,खरंय म्हणजे, तुम्ही जे आत्ता जे सांगितलं, की कशा पद्धतीने आपण कुटुंब आणि वैयक्तिक स्वतंत्र ह्यांचं संतुलन ठेवू शकता. मग बाबा आपण आपले जे काही ॲक्टिव्हिटीज् करणार आहे किंवा क्रिया करणार, त्यातच घरच्यांना वगैरे इन्व्हॉल्व केल्यानंतर म्हणजे चांगल्या पद्धतीने तुमचंसुद्धा स्वतंत्र राहू शकता. म्हणजे खरंच ह्या गोष्टी ऐकून मला पण छान वाटलं. नक्कीच.
हो. हो. हो, हो. करू शकतो. मलासुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
नक्कीच, आपण पुन्हाही भेटूयात. अशाच पद्धतीने गप्पा मारूयात. अ, चालेल, चालेल. ओके, धन्यवाद. चला.
हो, हो. नक्कीच. ओके. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.